अच्छा, कंपेअरली कमी होतं.
म्हणजे कंपेअरली कमी, हाच. अर्थातच स्क्रीन छोटा असायचा. त्याला फार काही म मजा नव्हती चित्रपट बघायला. पण तरी ₹1 तुम्हाला नवीन चित्रपट बघायला मिळतोय आणि लवकर बघायला मिळतोय.
हं, हं. बरोबर. हं. हां, हां. बरोबर. म्हणजे यामध्ये जे व्ही-सी-आरमध्ये वापरलं जायचं, म्हणजे तो टीव्ही, डीव्हीडी वगैरे असायचा का, तर तेव्हा मग?
तो ही एक नाही, नाही, नाही, नाही. तेव्हा आहे ना वी-एच-एस नावाच्या कॅसेट्स असायच्या, मोठ्या.
अच्छा.
मोठ्या अशा ब्लॅक कलरच्या कॅसेट्स असायच्या. अ, म्हणजे आपण एखादी कादंबरी असते ना, तर, त त्या आकाराची साधारण जाड असायचं ते आणि तेवढंच मोठं असायचं ते. कॅसेट्स असायच्या त्या. वी-एच-एस कॅसेट्स, वी-सी-आरच्या. आणि अ, जे तुम्ही सीडी किंवा डीव्हीडी म्हणताय, त्या खूप अलीकडच्या काळातल्या आहे खरं तर. त्या एक डिस्क सारखाच आहे, छोट्याश्या. आपण सीडी बघितलीच असेल तुम्ही. पण ह्या कॅसेट्स असायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये रोल असायचा. त्याच्यामध्ये फिल्म असायची. फिल्म सारखा एक अ, प्रकार असायचा तो.
हं, हं. हं. हे. हं, हं. बरोबर. हं, हं. हो, हो. अच्छा. हं, हं. अच्छा, म्हणजे निगेटिव्ह जसं असते तशा प्रकारचं.
तशा प्रकारचं मॅग्नेटिक अ, त्याला रोल म्हणतात ॲक्च्युअली. हां. तर ते एका बाजूने फिरतं. मग ते रिव्हर्स करून घ्यायचं पुन्हा. मग पुन्हा ते प्ले करायचं. पॉज करता यायचं वगैरे. असं ती फार गंमत असायची त्यामध्ये पण. गंमत असायची. आणि, त तो तो अनुभव असा होता. <clears throat> मग काळ बदलला आणि मग लोकं होम टीव्ही नावाचा एक प्रकार आला होता तेव्हा. आणि मग आपण केबल टीव्ही वगैरे ज्याला आपण म्हणूयात ना, केबल टीव्ही होती, डिशही नव्हता तेव्हा. केबल होती. केबल टाकल्या जायच्या आणि घरी तो अ, सिनेमा वगैरे दाखवला जायचा. मग दिसायचा तो. तर तेव्हा सिनेमा बघितला जायचाच अ, कारण विविध चॅनेल्स आले होते तेव्हा. विविध मनोरंजनाचे सीरियल वगैरे हे सुरू झालं होतं. आणि तेव्हा आपण असं म्हणूयात, की दर आठवड्याला चित्रपट म्हणण्यापेक्षा दररोज 24 तास चित्रपट बघायला मिळायचे. हं.
डिस्क. हां. बरोबर, बरोबर. <chuckles> गंमतच असायची एक प्रकारची. <chuckles> अच्छा. हं, हं. हां. बरोबर. हं, हं. दिसायचा, बरोबर. हं, हं. चित्रपट. हो ना. म्हणजे खूप अ, म्हणजे विनोदी अनुभव म्हणता येईल, नाही का? पूर्वीच्या तुलनेत. बरोबर.
अगदी, अगदी. खूपच, खूपच. म्हणजे अ, असं म्हणूयात आपण, की अ, चित्रपट बघायची ज्यांना आवड होती, त्यांची चंगळ झाली होती. पण तरी त्यामध्ये हा प्रकार होता, की मला माझ्या आवडीचे चित्रपट बघायला, तेवढेही मिळत नव्हते. म्हणजे सिनेमे होते, अगदी 24 तास सिनेमा चालायचे. पण अ, मला न आवडणारे सिनेमा मध्येच यायचे. मग एखादा त्यामध्ये माझा आवडता सिनेमा असायचा आणि तो आवडता सिनेमा असला की मला त्याच वेळेस घरी राहावं लागायचं. सपोज तो दुपारी सिनेमा लागणार आहे आणि मी दुपारी स कामाला जर आहे, किंवा कॉलेजमध्ये आहे, तर मला ते सगळं बंक करून ते कामाला सुट्टी मारून येऊन बघावं लागायचं.
हा. अच्छा. हं, हं, हं. हं, हं. हं. अच्छा. हं, हं. वाह! हं. मग तुम्ही बघायचे बंक करून?

अ, तसं जर म्हणायला गेलं तर अ, आता मराठी सिनेमामध्ये बघा जर तुम्ही कंटेंट बघितला तर फार वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेंट असतात. म्हणजे हां. म्हणजे आता मराठी सिनेमेसुद्धा आहे ना ओ-टी-टीवर अ, डब होतात. वेगवेगळ्या भाषेंमध्ये अगदी फ्रेंच वगैरे, अ, रशियन, चाइनीज भाषेमध्ये सुद्धा मराठी सिनेमे डब होतात आणि त्यांना दाखवलं जातं. म्हणजे मराठी सिनेमाचाही दर्जा वाढलेलाच आहे.
नक्कीच. अरे वाह! वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला कोणीतरी कॉपी करतंय म्हणजे आपण खूप, म्हणजे चांगलच म्हणावं लागेल नाही का?
हो, हो. हो, हो. 100% असे बरेच सिनेमे आहेत की जे आधी मराठी सिनेमे होते. त्यानंतर ते अ, हिंदी सिनेमे किंवा इतर भाषिक सिनेमांमध्ये गेलेले आहेत. अ, उदाहरणार्थ जर म्हणायला झालं झालं तर तुम्ही मुळशी पॅटर्न नावाचा एक सिनेमा आला होता. हां, मुळशी पॅटर्न हो. मुळशी पॅटर्नचा जो मराठी सिनेमा होता. त्याचा त्याचा रिमेक हिंदीमध्ये करण्यात आला. हॉलिवूडचे लोकं त्यामध्ये रिमेक केल्या गेल्या त्याला. इतकं मराठीचं हं, हं.
हो, हो. नक्कीच आहे. मूळशी पॅटर्न. रिमेक. हां. ओके. अच्छा. अ अ, हॉलिवूडमध्ये सुद्धा आहे. अच्छा मला बॉली हं. हं. बॉलिवूडमध्ये बरोबर सलमान खान जे आहे ते. हं, हं. नक्कीच, नक्कीच. हो, हो.
नाही, नाही. हां, नाही हॉलिवूडमध्ये नाही अ, आपल्या अ, बॉलिवूडमध्ये. बॉलिवूडमध्ये हिं सलमान खानचा तो काय? काहीतरी एक सिनेमा होता. त्याच्यामध्ये.
तर इतकी अ, म्हणजे दर्जेदार अशी आपली कंटेंट आपल्या मराठीमध्ये सध्या उपलब्ध आहे. तर आपलं जे सिन आता मग काय वाटत भविष्यात पुढे काय अपेक्षित आहे सिमे सिनेमागृह किंवा स्ट्रीमिंग बद्दल? अ, म्हणजे अ, प्रेक्षकांचा अनुभव कसा असायला हवा किंवा कसा राहील असं वाटत तुम्हाला मग?
मराठीमध्ये आहेच. हो, हो. आता अ, दिवसेंदिवस आता तो खर तर अ, तो स्ट्रीमिंगचा जो आहे तो आपल्या खिशात असलेल्या मोबाईलकडेच जास्तीतजास्त लोकं आहेत ना अ, आकर्षित व्हायला लागले. पण काही मोठे सिनेमा असतील तेव्हाच ते लोकं IMAX किंवा मोठ्या थिएटरमध्ये जातील असं मला वाटतं.
नक्कीच.